हां, पण मला सांगा, की हल्ली आपण सतत मोबाईलवर आहोत. आपण सोशल मीडियामध्ये आहोत आणि एक अ, म्हणतात ना की अ, कदाचित सामान्य लोकांसाठी नाही. पण बऱ्याच जे सेलिब्रिटी वगैरे आहेत, सामान्य लोकांनाही कदाचित बऱ्याचशा लोकांना सामोरं जावं लागतं की काही ना काहीतरी कमेंट्स येतात. लोकं काही चांगले कमेंट्स येतात. काही म्हणतात ना जे ट्रोलिंगचं जे कल्चर आहे.
हां. हो, हो, हो. हां. हां, हां. हां. बरोबर. हं.
आणि नको त्या कमेंट्सचं कल्चर आहे त्याच्याबद्दल काय सांगाल, की नको तिथे काहीतरी लिहून ठेवायचं? कुठेतरी तुम्हाला एक म्हणतात ना की मोकळीक आहे म्हणून. ह्याच्याबद्दल काय सांगाल?
हो, हो, हो. हं. हां, हां, हां. हो, हो, हो, हो, अ, चालेल ना चालेल ना म्हणजे खरं सांगू का, मी तुम्हाला एक सांगू का. हे जे ट्रोलिंग जे चालतं ना, तर हे कुठेतरी मला असं वाटतं ना, की जे लोकं स्वतः आयुष्यामध्ये नाही का फ्रस्ट्रेटेड आहेत आणि ज्यांना नाही का वेळ आहे, या लाईफच पर्पज नाही, तर हे लोकं करतात. खरं सांगायचं झालं तर असं माझं वैयक्तिक मत आणि लोकांना काय असतं ना की अ, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय त्यापेक्षा दुसऱ्याचे चुका काढणे याच्यामध्ये त्यांना खूप धन्यता वाटते. तर मला वाटतं अशा लोकांकडे खरं तर लक्ष दिलं नाही पाहिजे आणि फक्त काळजी आपण एवढीच घ्यावी ना, की आपण अशा गोष्टी करू नयेत. हां, काही लिहितात म्हणजे त्याला काही अर्थ नसतो आणि
हं. <chuckles> बरोबर. हं, हं. अगदी. पण लोकं काहीही लिहितात हो, म्हणजे आणि मला वाटत ना कदाचित ते मग ते असं वाटतं, की अरे मी का सोशल मीडियावर आहे. कितीतरी सेलिब्रिटीज किंवा लोकं सुद्धा स्वतःला लॉग आउट करून घेतात. Twitterवर तर अक्षरशः नको त्या गोष्टींचा पाऊस पडत असतो.
हो, ना. हो, ना, हो. हो, हो, हो.